आता बघा ना, ए-आयचा वापर आपल्या आयुष्यामध्ये एवढा वाढला आहे किंवा असं बोलू शकता की न्यूज असेल एखादी किंवा हो, एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादी म्हणजे साधी पोस्ट जरी असली, तरी आपल्याला असं क्वेश्चन करायला, म्हणजे विचार करायला भाग पडतो की आपण याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही? मग तुम्ही कसं ठरवता त्यावेळेस, की हे सगळं जे आहे, ते बरोबर आहे की चुकीच आहे? म्हणजे एखाद्या गोष्टीची पडताळणी करायची, म्हणजे खूप टाइम घालवावा लागतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हो, सगळीकडे. हं. माझं मत असं आहे की आता अ, ऑब्जेक्टिव्ह, माहिती असं फारसं राहिलंच नाहीये.
बरोबर.
म्हणजे तुम्ही कुठलाही अ, अ, न्यूज चॅनेल ओपन करा. अ, आपल्या देशातले जे दोन प्रमुख पक्ष आहेत. विरोधी पक्ष आणि अ, रुलिंग पार्टी आणि अपोजिशन पार्टी, लोक धडधडीत रुलिंग पार्टीच्या साइडचे असतात नाही तर धडधडीत अपोजिशन पार्टीच्या साइडचे असतात. न्यूट्रल लोक फारसे नाहीयेत.
हां, ना. हो.
आणि
नाही हे हे खरं आहे की न्यूट्रल लोक खूप कमी आहेत.
त्यामुळं एक लोक सांगतात की "अरे, कसलं बेस्ट बघा, देशाचा विकास 8.2% झाला." जगातल्या मेजर इ इकॉनॉमीमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. की दुसऱ्या म्हणतात, "काय 8.2 घेऊन, काय त्याचं लोणचं घालायचं आहे? किती लोक गरीब आहेत, खायला नाही, बेरोजगारी किती आहे. हे किती आहे ते किती आहे." म्हणजे असं वाटतं की हे दोघं जणं एक फुटबॉलबद्दल बोलतोय आणि एक अ, स्विमिंगबद्दल बोलतोय, काहीच संबंध नाही असं होतं ते. तर <chuckles> तर त्यामुळे काय आहे की आजची रियालिटी अशी आहे, की इन्फॉर्मेशन ही फिल्टर होऊन
हां, ना. बरोबर बोललात. <laughs>
सगळ्या साइट्स, सगळ्या वेगवेगळ्या ॲप आणि चॅनलला ओनरशिप असते त्यांची एक फिलासॉफी असते. त्यांना जाहिराती मिळत असतात, त्या अ, अशाच टी-आर-पी असतो. आता तो एक चॅनल आहे, त्याचं नाव नाही घेत. त्याच्यात इतका मोठ्यांदा आरडा-ओरडा करून असतात, म्हणजे तुमची अ, झोप येते आणि झोपायचं नसेल तर तो चॅनल लावावा. सगळी झोप उडेल. <chuckles> हां.
हं. न्यूज चॅनल. <laughs> आहे ना न्यूज चॅनेल असतात असे हो.
न्यू न्यूज चॅनल, हां. नंतर दुसरा एक चॅनल आहे त्याच्यामध्ये अ सरकारने कितीही काही चांगलं करो त्यांचं सगळं त्याच्यात म्हणणं असतं ते काय बरोबर नाही, पूर्वीच्या सगळ्या सिस्टम काढून टाकल्यास त्याला काही अर्थ नाही, ह्याला अर्थ नाही, त्याला अर्थ नाही. हे कसं होतं ना पूर्वी कसं 1च फॅमिलीच राज्य होतं तेव्हा सगळं सुखी होतं. आता काय, त्याला काय अर्थ नाही. म्ह म्हणजे
हो ना.
खरं सांगायचं ना तर अशा या न्यूजलाच काही फारसा अर्थ नाही. तब ज्ञानावर भरोसा कसा ना तर सायंटिफिक मेथडनी भरोसा. होऊ शकतो. म्हणजे 1 म्हणजे काय करायचं, तर ज्यांचा व्हेस्टेड इंटरेस्ट नाहीये, म्हणजे ज्यांना त्याच्यात फायदा किंवा तोटा नाही.
म्हणजे कसं?
अशा इंडिपेंडंट सोर्स कडनं माहिती बघायची.
हं. अच्छा. अ, पण तुम्हाला असं वाटत नाही, की आपण इंडिपेंडंट सोर्सकडून माहिती जरी बघितली, तरी वैयक्तिक किंवा आपल्या सार्वजनिक पातळीवर, त्याच्यावर विश्वास जमवायला थोडा वेळ लागतो, कारण आपल्याला लेखक नसतात माहिती व्यवस्थित. किंवा ते त्यांनी जो घेतला आहे माहिती ती कोणत्या ठिकाणावरून आले आहे किंवा आपल्याला क्रॉस चेकिंग पण करावी लागते, हो की नाही? मग त्यावर म्हणजे, हे तर करावंच लागतं आपण इंडिपेंडंट असो किंवा म्हणजे समूहामध्ये गी गोळा केलेली माहिती. किंवा आपल्याला माहिती आहे की खूप सारे असे सोर्सेस आहेत, ज्यांचं नाव खूप मोठं आहे इंडस्ट्रीमध्ये आणि खूप असे पण आहेत जे माहिती खूप छान देतात, पण नाव कमी आहे.
नाही नाही, हे हे बघा, इंडिपेंडंट सोर्सेस असतात ना, त्यांची क्रेडिबिलिटी बऱ्याच काळानंतर, अ अ निर्माण होत असते.
हं.
मोठं नाव गोष्ट वेगळी आणि इंडिपेन्डन्ट अ, सोर्स वेगळे.
म्हणजे कसं म्हणजे आता इंडिपेंडंट सोर्स तुम्हाला कसं बोलायचंय?
सांगतो. आता BBC, ब्रि British Broadcasting Corporation. याच्यावरची माहिती जी आहे
हां. हो, हो.
ही वेरिफाइड माहिती असते. म्हणजे ती घटना घडली आहे वगैरे.
बरोबर. अ, कारण त्यांचं जे म्हणजे कन्टेन्ट आहे, तो विज्ञानाशी रिलेटेड आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात.
नाही, नाही. तसं नाही, तसं नाही. म्हणजे काय झालं, तर इथे मारामारी झाली, ह्यानी त्याला मारलं त्यानी अ, अ, अशी जी बातमी असते ना, ती बातमीच खोटी असं नसतं.
बरोबर.
म्हणजे एका माणसाने, अ, अ, आलूपासून सोनं केलं वगैरे आतल्या बातम्या नसतात. <chuckles> पण, ते जे माहिती सांगतात ना, इथे-इथे, असं-असं, इतके गरीब लोक आहेत आणि मग ह्याच्यातलं झालं. त्याच्यानंतर त्याच्यावरती ते कन्क्लुजन जे काढतात ना, ते असं असतं की भारतीयांना ते काय जमत नाही. आम्ही ब्रिटिश म्हणजे काय, आमचं साम्राज्य एवढं मोठं होतं. या स्टाईल मध्येच ते बोलतात, अजूनही इतकी वर्ष झाली तरी. अजूनही आम्ही श्रेष्ठ, युरोपचे. ते सुद्धा ईस्टर्न युरोप नाही, रोमानिया वगैरे नाही, टर्की आणि रोमानिया युरोपच नाही त्यांच्यामध्ये. वेस्टर्न यूरोप फ्रांस, जर्मनी इंग्लंड फिनलंड बस. याच्या पलीकडे त्यांचं काहीच हे नसतं. तेव्हा त्यांचं म्हणणं अ, इंडिपेंडेंट नसतं. इंडिपेंडेंट कोण असतात जे स्टडी ग्रुप्स असतात, थिंक टँक्स असतात, त्यांचं बोलणं हे इंडिपेंडेंट अस म्हणजे मी अ, उदाहरण सांगतो. अ, एक अ, फिनलंडमधली इंस्टीट्यूट आहे त्यांचा मी स्टडी ऐकत होतो. तो स्टडी होता, की इज चायना रीयालि अ, सुपर पॉवर? म्हणजे चायना हा अमेरिका, रशिया याच्यासारखा एक
हां.
खूप सारी साम्राज्य आणि शक्ती असलेला देश आहे का? आता भारतातले लोक म्हणाले नाही, आम्ही चायनाला हरवलं. तर भारतीय सैन्य ते पॉझिटिव्हच गोष्टी म्हणेल ना आणि चीनला विचारलं तर चीन म्हणतं, की नाही आम्ही भारतीयांना पूर्ण हरवलं. तर या दोघांचं मत घेण्यापेक्षा जर का आपण अमेरिकन थिंक टैंकनी काय ऑब्ज़र्व केलं, भारत आणि रशियाच्या अ, भारत आणि चीनच्या युद्धात? तर त्यांच्यामध्ये म अ, बराच तणाव होता, सैन्य दोन्ही बाजूला जमलं. अ, पण फार मोठी मा हानी झाली नाही. आणि मोठं युद्ध सुरू होण्याचं टळलं. आता ही थर्ड पर्सन इन्फॉर्मेशन जास्त करून असते. अशा वेळेला तेही थिंक टैंकचे इंडिव्हिज्युअल्स असतात, ते सांगतात ते. किंवा, रिसर्च करणाऱ्या कंपन्या असतात म्हणजे, जगाची लोकसंख्या आता वाढती आहे का कमी होती आहे?
हां.
ह्याचं ओपिनियन सरकारी आकडेवारीवरती घेण्यात फारसा अर्थ नसतो.
बरोबर.
पण वर्ल्ड बँकचे अ, आकडेवारी आहे किंवा असे रीनौंड Gallup नावाची इन्स्टिट्यूट आहे, त्याचे आहेत. असे इंडिपेंडेंट लोकांचे ओपिनियन घेणं हे जास्त चांगलं. त्यामुळं आता कुठलीही इन नॉलेज आपल्याला येतात आणि सेकंड सोर्स, थर्ड सोर्सनी चेक करून बघावं.
हं. वाह! खूपच छान सांगितलं तुम्ही, की बरोबर आहे म्हणजे असं आहे, की आपल्या भारतीय देशाकडे, वेस्टर्न लोकांकडे बघायचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे. आणि ज्याप्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं म्हणजे सांगितलं मला की इंडिपेंडेंट सोर्सकडून माहिती कशी घ्यायची मला वाटतं, मी तर इंटरेस्टेड आहे या गोष्टींकडे, म्हणजे डॉक्युमेंट, डॉक्युमेंटरी असतात किंवा जर्नलिंग असतं याच्याकडे, नक्कीच तुम्ही जे एवढे चांगले, चांगले सोर्सेस बोललात ते जाऊन बघायला मला नक्की आवडेल. पण बघा ना, आपण एखादी गोष्ट बघत असतो
तुम्हा तुम्हाला एक उदाहरण देतो. आता समजा निवडणूक होणार आहे, कुठेही भारतात, हं.
हो, हां.
लेट्स से, उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक होणार आहे.
हं.
तुम्ही जर विचारलं काँग्रेसला तर काँग्रेस सांगेल आमचे अ, बघा मागच्या निवडणुकीत आम्हाला किती सीट्स मिळाल्या लोकसभेला, आता विधानसभेला आमच्या सीट्स तिप्पट होणार.
हं. हो.
मग समाजवादीला विचारलं तर समाजवादी म्हणतात, माझ्या वडिलांना ब 40 वर्षात मिळाल्या नाहीत. तेवढ्या सीट्स मी मागच्या इलेक्शनमध्ये लोकसभेत मिळवल्यात. आता काँग्रेसचं सरकार आहे बीजेपीचं सरकार जाणार, आमचचं सरकार येणार. मग अजून कोणीतरी काहीतरी म्हणतं. मग न्यूज चॅनेल असतात ते काही जण असतात ते बीजेपीच्या साइडचे असतात. काही जण असतात ते समाजवादीच्या साइडचे असतात. ह्यांचं सगळं ह्या सगळा नोईज आहे. ते सगळं क्युरेट करून अ, निवडक निवडक माहिती सांगतात तुम्हाला, चेरी पिक करून सांगतात माहिती.
हं.
तर सी-डी-एस वगैरे सारख्या संस्था आहेत ना, ज्या अ, इलेक्शनचा डेटा ॲनालिसिस करून त्याचा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करतात आणि तो अ, ब्लाइंड असतो, म्हणजे हे ओपिनियन, ते ओपिनियन असं नाही, प्युअर ऑब्झर्व्हेशन्स.
बरोबर. अच्छा.
तो डेटा आपण मान्य करावा. आता हे बघा ना, अ, कुठलाही आपण जर का रिसर्च पेपर लिहायचं असेल, कुठल्याही फील्डमध्ये, तर मी हे जे म्हणतोय त्याला आधार म्हणून मला इतर लोकांचा रिसर्च रेफरन्स म्हणून द्यावा लागतो.
हं. हो, बरोबर. आपल्याला सांगावं लागतं की कोणता भाग आपण, कोणत्या पेजमधून घेतलाय म्हणून. हो.
हां. तर हे व्हेरिफाईड इन्फॉर्मेशन आहे. आता मध्ये ते जे सिंदूर युद्ध झालं भारत-पाकिस्तान.
हां.
लोकं काय वाटेल, तेही माहिती देत होते. उलट-सुलट का? तर स्प स्पर्धा, टी-आर-पी.
हो ना, बरोबर त्यांना व्ह्यूज हवे असतात, त्यांना लोकं बघणारी हवी असतात जास्त.
अह तर मी विश्वास ठेवत मी विश्वास कोणावर ठेवतो? काही चॅनेल आहेत.
अच्छा!
ते स्पेसिफिक इन्फॉर्मेशन्स वेरीफाय झाल्यानंतरच ती, अ, देतात. त्या पलकी शर्मा म्हणून त्याच्या अनाउन्सर आहेत. अ, त्या एका चॅनेलवरती कुठलीही इक्सायटेड माहिती नसते आणि ते कधीही ही साईड किंवा ती साईड घेत नाहीत. बरंचसं न्यूट्रली सांगतात.
बरोबर. "फर्स्ट स्पॉट" म्हणून न्यूज चॅनेल आहे त्यांचा, आय गेस हं.
येस. करेक्ट, करेक्ट हां. तर त्यांचं ब बरंच बॅलन्स असतं. आणि ते सरळ सांगतात की आम्ही गडबडीने माहिती इन्फॉर्मेशन देण्यासाठी अ, जी व्हेरिफाय झालेली नाही, अशी इन्फॉर्मेशन आम्ही देत नाही. उशीर झाला तरी चालेल.
चालेल, हो.
तर तशा लोकांकडनं आपण ऐकावं, दुसरी गोष्ट सोशल मीडिया वरती आता कोणीही माहिती दाबून ठेवू शकत नाही.
हा एक आहे एक आहे, मी सांगते तुम्हाला, अजून एक. आता बघा तुम्ही जसे बोललात, की मी एक गोष्ट बघितली. आता तुम्ही आणि मी मला वाटतं की आपण अशा रिसोर्सकडे जातो, की जे व्हेरिफाय आहेत, जी लोकं खूप मेहनत घ घेऊन ती माहिती, आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण अशी काही लोकं असतात, जी खूप बायज असतात. म्हणजे असं बोलायला हरकत नाही, की त्यांना ना अल्गोरिदम जे सांगतय दाखवतंय ते खरं वाटतं. त्यांना बघू जाऊन बघायचं नसतं, की हे खरं आहे की खोटं आहे? म्हणजे त्यांना कधी-कधी क्रॉस चेकिंग करायला पण विचार करायला असं वा वाटत नाही आणि मग ते काय करतात माहिती आहे का? की हेच खरं आहे आणि मग सगळ्यांना तेच सांगत जाऊन फिरतात. मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की हे करणं खूप चुकीचं आहे, हो की नाही?
हं. हां. अगदी खरं आहे. हं. हं. आपण फार लोकांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नये. कोणी विचारलं <chuckles> तर सांगावं, की इंडिपेंडेंट आहे. आता आमच्या फॅमिली ग्रुपवर माझ्या
<laughs>
माझ्या कॉलेजच्या वेळसचे जे काही आहेत.
हां.
त्याच्यात काही जण एक जरा घाबरट स्वभावचे असतात. ते कुठलीही खोटी माहिती लगेच हे करतात. तुम्हाला माहिती आहे का आता अ, ट्रम्प आहे तो अ, क्रिप्टोकरन्सीलाच अ, अमेरिकेची करन्सी करणार आहे. मग, आ अशा थिअरीज काहीतरी असतात.
हम्म. बरोबर.
काही वाद घालू नये त्याच्याशी. दुर्लक्ष करावं. असं दोन, चार वेळा केलं ना, की ते "लांडगा आला रे," आल्यासारखं होऊन काही लोकांना लक्षात येतं. हे सांगतात ते काही पुढे होत नाही. आणि मग ते आपोआप त्यांची क्रेडिबिलिटी जाते. आणि तसंच आता झालंय, बऱ्याच न्यूज चॅनेलची क्रेडिबिलिटी ही कमी झालेली आहे. त्यांनी बऱ्याच वेळा प्युरिटीच्याही पलीकडे जाऊन टेंटेड आणि
हं.
अ, स्वतःचा हिडन अजेंडा पुढे नेण्यासाठीच्या म्हणून बातम्या दिल्या. मग क्रेडिबिलिटी राहत नाही.
आता बघा ना, अ, तुम्ही हे सगळं बोललात, की आताच्या ह्या सगळ्या गोष्टीतर आधीपासूनच आहेत. म्हणजे, वर्षानुवर्षे सुरू अ, राहिलेल्या आहेत न्यूज चॅनेलवरच्या किंवा बाकीच्या. आता मोठ्या प्रमाणात जे चालतं आहे, ते म्हणजे एआय आधारित, ज्या गोष्टी असतात ना, क्युरेटेड नॉलेज सगळे वाटत असतात, त्याच्याबद्दल काय मत आहे? कारण, आपण अगदी काहीही बघतोय एआय रिलेटेड किंवा एआय जेनरेटेड.
हं. हो. त्याला हाइप म्हणतात आणि ती हाइप काही काळ असते. अ, अ, पहिल्यांदाच हाइप आली आहे, टेक्नॉलॉजीची अशातला गोष्ट नाही. पहिल्यांदा रेल्वे आली, तेव्हा हाइप होती, पहिल्यांदा रेडिओ आला तेव्हा हाइप होती, टीव्ही आला, तेव्हा दूरदर्शन आलं हाइप होती. इंटरनेट आलं हाइप होती. आता एआय आलं, त्याची हाइप आहे, काही दिवस राहते. काही लोकं एक्झॅगरेट करतात. दॅट् दॅट्स अ, ओके. ते काही काळानंतर कमी होतं. काही काळ राहते तशी, त्याची हाइप. हाइप असताना काही प्रमाणात तर काय आहे ना, की आपण कश्यावरही पटकन भोळसटपणे विसा अ, विश्वास ठेवू नये. फॅक्टली वगैरे सारखे काही चॅनेल्स असतात, त्याच्यावर माहिती अ, स अ, व्हेरिफाय करून बघावी. आता इलॉन मस्कने एक काहीतरी फोन काढला आहे, तो सॅटलाईटवरनच आहे. Apple वगैरे बंदच पडेल, अशी एक बातमी आली होती. मला कोणीतरी पाठवली.
बरोबर. अ, STARLINK?
STARLINKपण नाही मोबाईल हॅन्डसेट पण वेगळा काहीतरी सांगितलं त्यांनी.
ओह!
तर ती खोटी बातमी आहे.
अच्छा.
STARLINKखरी आहे अ, ही. एक हँडसेट काढला आहे, इलोन मस्कने ही खोटी आहे. फॅक्टलीवर गेल्यावरती हो अशी अफवा चालली आहे, लगेच दिसलं. अशा 2-4 अ, फॅक्ट चेकिंग साइट्सवरती बघावं आणि दुसरी गोष्ट अ, ब, एक्स्ट्रीम बातम्या असतात ना कुठल्याही समाजाच्या भावना भडकवणाऱ्या किंवा अशा काही, त्यांच्यावर तर विश्वास ठेवू नये ते फॉरवर्ड तर अजिबात करू नये.
खरी आहे. हो. हां. बरोबर बोललात तुम्ही. मला वाटतं की तुम्ही माहिती खूप छान प्रकारे पडताळूनच त्याच्यावर विश्वास ठेवता, हो की नाही? कारण तुम्ही जे सोर्सेस सांगितले ते खूप लेजिटिमेट आहेत. म्हणजे असे आहेत, की खूप लोकांना माहिती पाहिजे त्याबद्दल. कारण आताच्या जगात एवढं एवढी माहिती अवेलेबल आहे आणि लोकं एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीही शेअर करत असतात की आपल्या डोक्यात काय घालवायचंय? आपले विचार कसे बनवायचेत? याच्यावरती आहे ना, खूप मोठा प्रभाव असतो. आणि तुमच्या एवढ्या चांगल्या म्हणजे तुम्ही एवढं चांगलं मला नॉलेज दिलं बोलायला हरकत नाही. त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हां. अ, काही हं. तुमच्याशी बोलायला मलापण खूप आनंद झाला. भेटू आपण परत. परत अशा गप्पा मारू. धन्यवाद.
हो.